हो ना. अ, माझ्या मिस्टरांचं एकदा बिझनेस अ, म्हणजे ट्रिप होती. तर ते घरापासून दूर होते 3 ते 4 दिवस. मग असा त्यांना मिस करत होते म्हणजे अ, घरचा चहा वगैरे, नाही का? मग सकाळी चहाचा वेळ झाला, की ती बाहेर जेव्हा चहा घ्यायला जायचे ना, तेव्हा तिथून आम्हाला व्हिडिओ कॉल करायचे. मग आम्ही एकमेकांसोबत अ, गप्पा मारायचो. म्हणजे आम्हाला असं वाटायचं, की जणू काही आता आपण आपल्या घरीच आहोत आणि एकत्रित चहा घेत आहोत असं. तर अ, असं होतं ना की म्हणजे आपल्याला इतकी सवय झालेली असते एकमेकांची, की अ, म्हणजे आपण मिस करतो. म्हणजे रोजच्या रुटीनपेक्षा जराही इकडे-तिकडे झालं, की आपल्याला थोडंसं बेचैन होते आणि आपण ते क्षण आठवतो आणि आपल्याला वाटते चला. आता कॉल करूया किंवा आता व्हिडिओ कॉल करूया किंवा बोलूया, नाही का?
हं. हां. हं, हं, हं, हं. आ, हं! हो ना. हां. ओह! <chuckles> हां. हं, हं, हं. हो ना. हं. हं, हं. हो. हां. बरोबर. अगदी खरंय. मग असं असं कधी झालंय का की तुम्ही सगळे एकत्र बसला तर आहेत, हां? ही रीत आहे तुमची की बाबा एकमेकांसाठी प्रेम म्हणा, जिव्हाळा ए टिकवून ठेवायला, हं? पण असं कधी झालंय का की एकत्र बसल्यानंतर अ, काही गैरसमज असतील एकमेकांबद्दल किंवा थोडेसे छोटीशी भांडणं छोटी-छोटी. तर असं कधी झालंय? म्हणजे निगेटिव्ह वातावरण झालंय सकारात्मक करण्याच्या ठी बाजूनं? हं.
हं, हं. बरोबर. हो, हो. नक्कीच. अ, म्हणजे झालं असं होतं, की आता रोजची गडबड असते ना आपल्याला ऑफिसमध्ये वगैरे जायची, यायची. तर माझ्या सासूबाईंनी माझ्या मिस्टरांना काहीतरी सामान की काहीतरी वस्तू बोलावली होती आणि होत असं होतं, की त्यांनी दोन-तीनदा सांगूनसुद्धा ते विसरले आणायला. मग सासूबाईंना माझ्या राग आला आणि स्वाभाविक होतं राग वगैरे येणं. तर त्या जरा म्हणजे काय म्हणू आपण त्याला थोडंसं, नाही का, मला राग आलाय बा असं दाखवणं चेहऱ्यावर. तर त्या जरा फुगून बसणं, हां. तर त्या दोन तीन दिवस ना गप्प, गप्प, गप्प, गप्प होत्या अशा, म्हणजे बोलतच नव्हत्या. मग आम्हाला असं अ, थोडंसं ऑकवर्ड पण होते ना, अरे बोलत नाही. तर आपण कशी सुरुवात करावं? कसं बोलावं? किंवा मग आम्ही सुरुवात मी जरी बोलायला गेले ना तर त्या जरा कमीच बोलत होत्या. मग तेव्हाचे जे 3-4 दिवस होते ना ते जरा खूप म्हणजे अ, युद्ध पातळीवर जे घरातलं वातावरण असतं ना, म्हणजे आपल्याला सवय नसते ना, आपण म्हणजे एकमेकांचा अबोला वगैरे धरून राहायचं किंवा मुळात बोलायचंच नाही. तर अ, अशा वेळेला काय होतं, की असं वाटतं नाही बोललं पाहिजे किंवा मग आपण जर बोलायला गेलो, तर अ, म्हणजे ते छानच असतं. पण मग जर का पुढून प्रतिसाद नाही मिळाला, की जरा वाईट वाटतं.
हं, हं. हां. हं, हं, हं. हां, हां. अरे बाप रे! हां, हां. हां, हां. <chuckles> फूगून बसणं वगैरे. हां. हं, हं. बाप रे! हां! हां, हां, हां, हां. बरोबर. हो. हां. <chuckles> <laughs> अच्छा. हं. हो ना. हां. हम्म. बरोबर.